हो, नक्कीच, मी अ, तुमच्या विचाऱ्याशी सहमत आहे. पण असं तुम्ही म्हणालात की तुम्ही श्वासोच्छवास अ, करता नाही का तंत्र वगैरे तुम्ही ते करता. तर ते तुम्हाला उपयोगी पडतं का हो तणावामध्ये?
हो. हं, हं. हो, हो. हो, नक्कीच उपयोगी पडतं. म्हणजे मी ह्या रोजचा सकाळी उठल्यावरचा माझा एक्सरसाइज आहे जेणेकरून म्हणजे थोडं फ्रेश वाटतं आपल्याला स्वतःला आणि चांगलं म्हणजे ऑक्सिजनदेखील चांगलं आणि आपली म्हणजे थोडं स्किन टोन पण असं म्हणलं की चांगला होतो आणि म्हणजे एकदम फ्रेश वाटतं. आपल्या मेंदूला ऑक्सिजन पण मिळतो त्या गोष्टींमुळे आणि मग ओव्हरऑल आपला प्रॉडक्टिव्हिटी देखील त्याच्यामुळे वाढू शकते आणि चांगलं होतं, हां.
अच्छा. हां, हां. हां, हां, हां, हां, हां, हां, हां. ओके, हां, हां, हां, हां, हां, हां. नक्कीच वाढू शकते. हो, ते आहेच. आता तुम्ही म्हणता की कधी-कधी चालायला जाता आहे ना, पण काही लोकं संगीत सुद्धा ऐकतात. तर तुम्हाला काय वाटतं यापैकी कुठलं जास्त मदत करतं तणावामध्ये कमी करण्यासाठी?
हं. हो, हे मला तरी असं वाटतं, की संगीत जास्त कारण का मी देखील खूप जा कारण मला सकाळी सवय आहे जेव्हा मी अ, ट्रॅव्हलिंग करत असते तेव्हा मी म्युझिक ऐकते. हा देखील माझा एक एक्सरसाइज आहे आणि त्यामुळे कसं म्हणजे नवीन ट्रेंडिंग जरी सॉंग्स ऐकले किंवा गाणी ऐकली आणि जरा मोटिव्हेशनल सॉंग्स ऐकले. तर आपल्याला देखील थोडंसं छान वाटतं आणि असं मोटिव्हेशन देखील मिळत मिळतं आणि कसं आहे, की आपला मूडदेखील रिफ्रेश होतो आणि एकदम छान वाटतं. हां आणि मला असं वाटतं की मला कधी-कधी खूप जास्त पण स्ट्रेस असतो की माझ्या मैत्रिणींसोबत मी गप्पा मारते. माझ्या मित्रांना देखील सांगते अ, हो आणि कधी कॉफी प्यायला जातो आम्ही खूप छान वाटतं की अरे चला आपण भेटतोय एकमेकांची मजा मस्ती करणं आणि अ, चांगलं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी. ह्या देखील खूप चांगल्या सवयी आहेत. जर तुम्हाला एकदमच स्ट्रेस आहे तुम्ही तुमच्या मित्रांना भेटा, जवळच्या मैत्रिणींना भेटा आणि संगीतदेखील ऐकू शकता आणि मेन गोष्ट म्हणजे असं बोललं की तुम्हाला टेन्शन असतं की लोकं खूप काय-काय खातात. पण मग तुम्ही खाऊ पण शकता, असं काही हे नाहीये. पण ते हेल्दी खा चांगलं खा असं.
अच्छा. <chuckles> हां, हां. अरे वाह! हां, हां. हां. हो, नक्कीच होतो. हां, हां. अ अरे, वाह! खूपच छान म्हणजे हा पण एक चांगला मार्ग आहे. हां, हां. हो. <chuckles> अ, हो, हा चांगला उपाय असू शकतो. <chuckles> अ, हो.

कधी-कधी असं म्हणतात, की डेडलाईन कामाची. आणि अ, डेड म्हणजे कामाची डेडलाईन किंवा मग असं वा कधी-कधी असं वाटतं, की म्हणजे एखादं काम जर कंप्लीट नाही झालं. आणि मला असं आहे की मला एखादी गोष्ट जर मीळा भेटली नाही ना, की म्हणजे मला ही हवी होती आणि ती मला भेटली नाही की मला असं थोडंसं चिडचिड होते माझी. की अरे काय यार शीट हां, थोडं थोडं वागणं बदलतं आणि मग जे एखादी वस्तू किंवा अशी नॉर्मल, नॉर्मल गोष्टी शॉपिंगला गेलोय आणि शिट यार जे हवं असतं ते भेटलं नाही. मग त्याचं तेव्हा काही वाटत नाही आणि मग मग घरी गेल्यावर थोडंसं टेन्शन येतं यार शिट यार काय हे भेटलंच नाही मला, असं थोडंसं वेगळं वाटतं असं. असं थोडंसं वाटतं. आणि हां, आणि म्हणजे कामाची डेडलाईन असेल तर मग आपले जे वरिष्ठ असतात मग थोडंसं हे होतं मग आपल्याला जरा थोडं स्ट्रेस वाटतं की अरे होईल की नाही किंवा काय प्रेझेंटेशन वगैरे द्यायचं असेल तर मग असं थोडंसं आपल्याला थोडं टेन्शन येतं की अरे व्यवस्थित झालं पाहिज
<chuckles> ते आहे. हो. हां, हां, हां, हां. <chuckles> वागणं तुमचं बदलतं. <chuckles> हां, हां, हां, हां, हां, हां. हो. <chuckles> हो, साहजिक आहे ते वा वाटणं. हां. मग त्यावेळेस काय करता तुम्ही? कामाचा स्ट्रेस असतो, तणाव असतो. मग त्यावेळेस तर ऑफिसमध्ये असता. मग त्यावेळेस काय करता? घरी असलं की हां.
हां. मला हो, मला अशी सवय आहे ना, ऑफिसमध्ये थोडसं टेन्शन आलं की म्हणजे पहिलं तर मला असं आहे, की काम करायचं आणि मग काम केल्यानंतर मला टाईमपास करायची सवय आहे. काही लोकांना कसं असते की हां, पहिलं टाईम पास पण करणार आणि मग साइड बाय साइड टेन्शन पण घेणार की बाबा झालं नाही झालं नाही आणि मग तिथेच रात्रभर तिथेच थांबणार. मला तशी बिलकुल सवय नाहीये. मी बरोबर जाते त्या-त्या वेळात काम करते पटापट काम म्हणजे आवरलं की मग एक फेरफटका मारून घेणार असं मला बरं वाटतं शांत थोडंसं कॉफी किंवा जरा निसर्गाच्या सानिध्यात, थोडंसं असं एकटीच जाते शांत बसते. रिफ्रेशमेंट वॉशरूममध्ये जाणारा जरा बघणार स्वतःला असं थोड्या-थोड्या, छोट्या-छोट्या एक्टिव्हिटी कारण का सतत जरी आपण बसलो ना, एका ठिकाणी तरी पण कंटाळा येतो भरपूर असा. मग असं वाटतं की अ, काय कंबर दुखते, हे दुखते मग तो पण एक प्रकारचा स्ट्रेसच आहे. तर मग त्याच्यासाठी मग थोडासा 1 राउंड मारला की मग जरा बरं वाटतं कारण सतत जरा बसलो आपण तर मग पाय पण खूप दुखतात आणि मग पाय दुखलं, की अरे यार पाय दुखतात असं होतं मग ते पण चांगलं नाही वाटत शेवटी असं.
हां, हां. अच्छा खूप छान म्हणजे असं हां, हां. हां. हो, हो, हो, हो. हां, हां, हां, हां, हां, हां, रिफ्रेशमेंट घेणं थोडं. हां, हां, हां, हां, हां. हो. हो, नक्कीच येतो. हां, स्ट्रेसच आहे नक्कीच तणाव आहे. हो. हां, ते आहेच. म्हणजे एकदम असं अ, अवघडून झा झाल्यासारखं वाटतं आणि ते जर थोडं अ, फिरलं वगैरे तर थोडं मोकळ होतं आणि तणाव कमी होतो. नक्कीच.
हां, म्हणजे थोडं तुम्ही चालायला जाऊ शकता. जर तुम्ही घरी असाल तर झाडांना पाणी द्यायचं, निसर्गामध्ये थोडा वेळ घालवायचा किंवा असं रात्री एकदम कंटाळा आला की रात्री थोडं बाहेर जाऊन थोडंसं आकाशाकडे बघत राहायचं मग एकदम छान वाटतं आणि मग ते कसं आपल्या मेंदूला पण छान वाटतं आणि आपल्या शरीराला पण छान वाटतं असं.
हां, हां, हां. अरे वाह! <chuckles> हां. शांत करायचं काम करीत असेल ते नक्कीच. हां, हां. तर असं काही असं तुम्हाला प्रसंग आठवतो का त्याच्यामुळे तुम्हाला आज पर्यंतचा सगळ्यात जास्त तणाव आला होता?
हां, शांत करायचं काम करू.

अ, असं पहिलं तर व्हायचं, म्हणजे आपली अ, एक कॉलेजला असताना आपली एक फ्रेंडशिप असायची, तर मग पहिलं असं वाटायचं, पण नंतर असं वाटायला लागलं, की तेवढी मॅच्युरिटी प्रत्येकाकडे येते, की बाबा म्हणजे माणूस एकटाच आहे, तो एकटाच आला आहे अन् तो एकटाचं जाणार आहे. त्यामुळे जे काही करायचंय ते आपल्याला स्वतःलाच हँड हँडल करायचंय ह्या सगळ्या गोष्टी आणि याच्यामध्ये अप जसं की ब देवाचं नामस्मरणदेखील आपण करू शकतो. त्याच्यामुळेदेखील खूप छान अ, म्हणजे असं चांगलं वाटेल तुम्हाला.
हां, हां, हां, हां, हां. <chuckles> हां, हां, हां, हां. नक्कीच. <chuckles> हो, हो, ते आहेच. म्हणजे तुमचं हां. अरे वा! वा! खूपच छान, हां, हां. त्यांनीसुद्धा अ, फरक पडतो का, म्हणजे असं?
हो, फरक पडतो की म्हणजे मला सवय आहे की मी रोज हनुमान चालीसा अ, वाचते सकाळी, म्हणजे मी बोलते. त्याच्याशिवाय मला असं वाटतं की माझा दिवस स्टार्ट नाही होत. तर ते मी हे करते. त्यामुळे मला आणि चांगलं एक मोटिव्हेशन भेटतं आणि जे फिअर असतं, भीती असते मनामध्ये तीदेखील आपली नाहीशी होते आणि खूप चांगलं वाटतं आणि असं वाटतं की ते आपण बोललोय ना, आपल्या मनातदेखील एक कॉन्फिडन्स देतं की हनुमान चालीसा मी वाचतोय ना, तर मला म्हणजे मी प्रोटेक्श म्हणजे मी प्रोटेक्टेड आहे आणि असं मय आपल्या स्वतः आपण व विचार पण तोच करतो, की मला एक प्रोटेक्शन आहे आणि त्यामुळे मला काही होणार नाही. त्यामुळे तणाव पण देखील कमी होतो एखाद्या गोष्टीचा असं पण वाटतं. हो, हो. नक्कीच. तुम्ही पण देखील ट्राय करून बघा हे. <chuckles>
अरे वाह! हां, हां, हां. हो, हो. खूप चांगली सवय आहे ही. हां, हां. हां, हां, हां, हां. हां, हां. हो, नक्कीच होत असेल, म्हणजे तुम्ही म्हणताय तर. <chuckles> अ, तुम्ही कधी असं इतरांना तणावातनं बाहेर काढायला मदत केलीये का?
हो, केलीये मी. कारण मला समजतं की एखादा जर माणूस तणावाखाली आहे तो दि दिसून येतो लगेच. आपण ओळखू शकतो आणि आका जेव्हा तणाव येतो तेव्हादेखील आपल्याला म्हणजे कोणाच्यातरी अ, आधाराची गरज वाटते. आता कधी-कधी असं असतं की आपल्याला नाही मिळत म्हणून असं नाही की आपण दुसऱ्याला द्यायचं नाही. पण आपण ॲटलीस्ट दुसऱ्याला बोलू तर शकतो, की बाबा तुझ्या मनात काय असेल, तर तू सांग आम्हाला किंवा आपण त्याला सल्ला देऊ शकतो, अ, सिंपथी देऊ शकतो, शेवटी किंवा चांगले सल्ले आणि म्हणजे थोडं बोलूदेखील शकतो. मन मोकळं करू शकतो त्याला, की "तुझ्या मनात काय असेल तर सांग." अशादेखील गोष्टी आपण सांगू शकतो त्यांना.
अच्छा! हां. हो, हो, हो. हां. हो, ते आहे, सांगू शकतो. हां, हां, हां. हो, नक्कीच सांगू शकतो आणि जर बघायला गेलं, तर नाती आणि संवाद तणाव कमी करतात का जीवनात वाढवतात?
हो. हं.

अ, असं तर अ, म्हणजे लॉकडाऊनमध्ये असं बोलू शकतो आपण की तेव्हा ते कोविडचं अ, कोविडचं असं हे होतं, की तेव्हा घरातल्यांना सगळ्यांना अ, कोविड झालेला आणि तेव्हा अ, दे देवाच्या कृपेने तेव्हा मला नव्हता झाला. बाकी सगळ्यांना झालेला. पण अ, मग त्या टाईमला असं झालं, की म्हणजे असं खूप वेगळं वाटत होतं, म्हणजे टेन्शन आलेलं भरपूर, की काय होईल, कसं होईल? अ, मग तो खूप सर्वात हां, आणि तेव्हा असं होतं की काही करू पण शकत नव्हतो आपण. पण असं एकदम देवाची जरा प्रार्थना करून, थोडं मनाला शांती देऊन आणि सगळ्यांची काळजी घेऊन, ते गोष्टी मी थोड्या कमी केल्या. आणि तेव्हा असं तर मोबाईल तर म्हणजे हा हाताळल्या त्या गोष्टी खूप स्ट्रेस आलेला मला कारण का आपल्या घरातली माणसं आजारी असणं सगळीच आणि अ, खूप डेंजर अ, हो आणि तेव्हा असं होतं की हॉस्पिटलसुद्धा मिळत नव्हते पेशंट्सना, अ, म्हणजे त्यांना बेड मिळत नव्हता हॉस्पिटल होते, तरी पेशंट्स घेत नव्हते डॉक्टर असंदेखील होत होतं. मग ते खूप टेन्शन हे सारखं वातावरण होतं. आणि मला झालं नव्हतं तेव्हा आणि मग घरातल्यांना पण भीती होत होती की हिला नको काय व्हायला असंदेखील वाटत होतं. त्याच्यामुळे पण जरा भीती पण वाढत होती मनाला अशी.
अच्छा, काय झालं होतं? हां, हां. अरे बाप! हां, हां. अच्छा, हां, हां, हां. हां, ते अ, भीती वाटत असेल, नक्कीच. हो. हां, हां, हां, हां, हां. हाताळल्या. हो, हो, हो, हो, हो. तणाव येणं साहजिक आहे त्यामुळं. हां, हां. हं, हं, हं. हां. ते आहेच.
या गोष्टी.
अ, जसं तुम्ही म्हणालात की या गोष्टी तुम्ही केल्या नाही का अ, हाताळलं व्यवस्थितपणे. पण असं त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही एखाद्या व्यक्तीकडनं असं शांत राहायला मिळालं का शिकायला?
हं. हं. नाही. असं तर नाही, स्वतःहूनच स्वतःच मी केलेलं आहे. स्वतःहूनच स्वतः शांत झाली आणि म्हणजे स्वतःहूनच सगळं स्वतःच केलेलं आहे मी त्या टाईमलादेखील, पण असं आणि ना मी कधी कोणाकडून अपेक्षा ठेवली कोणत्या गोष्टीची आणि ना म्हणजे नाहीच केली आणि अजूनपर्यंत नाही मी करत कोणाकडून अपेक्षादेखील, त्यामुळे मला असं वाटतं की आपले स्वतःचे प्रॉब्लेम कधी-कधी आपण स्वतः सॉल्व्ह करू शकतो आणि स्वतः ते सॉल्व्ह केले पाहिजे. आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा नाही ठेवल्या पाहिजेत. हो.
अच्छा, तुम्ही एकतच केला. हां, हां, हां. हां, हां, हां, हां, हां. हं, हं, हं, हं, हं. स्वतः सॉल्व्ह पाहिजे. हो, हो, हो. नाही केले पाहिजे. नक्कीच. अ, तर तुम्हाला असं कधी वाटतं का, की तणावामुळे तुम्हाला काहीतरी चांगलं शिकायला मिळालं?